घडल्या ना हो. एकदा तिला मी माफ केलं, पुन्हा तिनी तीच माती खाल्ली. कुठेतरी अजून तिने काहीतरी एका तिसरा तिसऱ्या व्यक्तीला म्हणजे तिसरी एक मुलगी होती तिला माझ्याबद्दल काहीतरी सांगितलं नाही का? हो, ती खूप जवळची हो. पण अशी लावालावी खूप करायची ती.
आई गं! हं. म्हणजे अरे, बापरे! म्हणजे तुमच्याबद्दल तिने काहीतरी वेगळं वेडं-वाकडं काही सांगितलं का?
हो, हो. हो, वेडं-वाकडं असं तिला सांगायला नव्हतं पाहिजे, जी गोष्ट फक्त तिच्या आणि माझ्यामध्ये होती. ती तिने तिसऱ्या मुलीला सांगितली. आणि त्या तिसऱ्या मुलीने पूर्ण हां, हां.
अरे, बापरे! म्हणजे मैत्रीचा नियम मोडला. मैत्रीचा नियम मोडला तुमच्या मैत्रिणीने.
ओ, हो, हो, हो.
ज्या दोघांमधल्या गोष्टी आहेत, जे सिक्रेट आहेत, ते तिने तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं.